उं ब बरोबर.
वेगळा वागतो. पण जसं-जसं आपलं वय वाढतं, कामाची जबाबदारी वाढते. आणि आपण बघतो, की आपण लोकांमध्ये बसलो आधी आपल्याला लोकांची इतकी आपण जाण ठेवायचो नाही. ठीक आहे ना, आपण जोरजोरात हसू, जोरजोरात फोनवर बोलू, कोण काय बोलणार आहे. नंतर आपण थोडे-थोडे मागे म्हणजे 1 पाऊल आपण मागे घेतो, लोकांचा विचार करतो आणि ती एक अ, मॅच्युरिटी म्हणतात, ती माणसामध्ये येते वयानुसार, कामानुसार तर ती आपल्यात येते.
हं. अगदी खर आहे.